मला असं वाटतं, की माझ्या बॉडीनुसार मला तर, मी सांगेन, की मला 8 ते 9 तास लागतात. म्हणजे आपल्या स्त्रियांनी खूप जास्त झोपायचं असतं. ॲज अ, पुरुषांपेक्षा मला तर वाटतं आणि ते झोपलं पण पाहिजे पण आपल्याला ते नाही मिळत पण मग असं असतं, की आणि दुपारी जर आपण झोपलो तर आपल्याला रात्री झोप येत नाही असं पण असतं. तर मला तर वाटतं, की त्यापेक्षा तुम्ही ते दुपारी झोपण्यापेक्षा दुपारी तुम्ही काहीतरी काम करा जे काही तुमचं असेल किंवा जर तुम्ही वर्किंग असाल तर काही प्रॉब्लेमच नाही कारण का ते झोपायला मिळूच शकत नाही. पण मग असं असतं, की बाकीची कामं देखील आपल्याला असतात आणि मग घरी येऊन सगळं आवरणं ह्या गोष्टी देखील होतात. तर मग मला तर वाटत, की अ, म्हणजे, जर आपल्याला झोप घ्यायची असेल पूर्ण तर मला असं वाटतं लवकर उठून आपण अ, लवकर झोपलं पाहिजे. म्हणजे म्हणतात ना, की 'लवकर निजे लवकर उठे त्यालाच पूर्ण आरोग्य धनसंपदा मिळे' असं असायचं. खरंच खूप खरं आहे आणि हं. कारण हो आणि जुन्या लोकांनी बघा त्यांच्या त्या गोष्टी ते देखील बघा कधी असे जेवायचे 8 पर्यंत आणि ते अ, म्हणजे म्हणतात ना, की 10 वाजता झोपून जायचे. 8, 8:30 त्यांचं जेवण झालं काही आवरलं तोपर्यंत आणि नंतर मग ते बघा थोडंसं टीव्ही बघायचे काहीतरी 9 9 10 पर्यंत आणि 10ला लगेच झोपायचे. 10, 10:30 ते झोपलेले असायचे. आपण असं बघितलं गावात आणि मग सकाळी लवकर उठायचं हे असं
पाहिजे. हो. हो, हो. हां. हो असतो ना. हो, हो. हं, खरंच. हो प्रॉपर आहे ती. हं. हो. हो. आणि लगेच साडे दहा. हो. ओ हो. आणि आता उलटं झालंय. 10 वाजता जेवतात आता लोकं 10, साडे दहा वाजता.
हो आता उलटं 10 आणि नंतर मला तर वाटते 10, 10:30 आपण जेवतो आणि 12, 1ला आपण झोपतो. काही दिवसांनी मला तर वाटलं, की आपण 12, 1ला जेवायला जाऊ आणि नंतर ती हां, असं होणार सगळं उलट आणि मग झोपण्याची आपली जी टाईमिंग आहे ते कमी होणार आणि सगळे मग अनहेल्दी होणार, असं मला एकंदरीत वाटायला लागले. हां.
आणि 4 वाजता झोपू 3 .हां मग नेहमीच झोपेची सवय ठेवल्यानंतर तुम्ही, तुमच्या ऊर्जेचा आणि कामाची कार्यक्षमता नेमकी कशी बदलली? त्याबद्दल काय सांगाल?

हां, म्हणजे असं तर मग मी म्हणू शकते, की हां, अ‍ॅसिडिटी मला व्हायची आणि मग असं व्हायचं, की सकाळी जर लवकर आपण उठलो आणि रात्री लेट झोपलो, तर एकंदरीत मला असं वाटायचं, की काय होतंय मला. असं मळमळायचं, त्रास व्हायचा, अ‍ॅसिडिटी व्हायची, आणि म्हणजे म्हणतात ना, की एकदम असं अ, अनहेल्दी म्हणतात ना, की असं ऊर्जाच नसायची, उत्साह नसायचा, कमजोरी आपण म्हणतो ना, तसं वाटायचं दिवसभर. अशी डोळ्यांवर एवढी झापडं यायची, की झोप यायला लागायची एकंदरीत. आणि मला वाटायचं, की ते मला असं वाटायचं, की ते अनहेल्दी लाईफस्टाईलचं एक 1ल लक्षण असू शकतं, की तुमची झोपच नीट नाही आहे आणि म्हणजे म्हणतात ना, की तुमचं आरोग्य चांगलं नसेल, तर मला तर वाटतं, की मग अ, म्हणू शकतो, की भरपूर सारे प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात कारण झोप ही खूप महत्त्वाची आहे. आपण दिवसभर काम करण्यासाठी आपल्याला एक म्हणतात, आपण कसा फोन जसा बघा ना, अ, एकदा लो झाला, तर बॅटरी चार्जिंगला लावतो आपण काही तास त्याला आणि मग दिवसभर आपण त्याला चालवतो. जेव्हा त्याची परत बॅटरी लो होते, परत आपण त्याला चार्जिंगला लावतो. जशी त्याची तर हे हो, तर मला तर वाटतंय, की आपल्याला पण तसंच आहे आणि जर आपण बघा ना, जर त्याची अ, चार्जिंग म्हणू शकतो ना, की चार्जिंगला न लावता तो बंद होऊन जातो. तसच आपलं पण तसंच आहे. जर आपण एखाद्या गोष्टीचं म्हणतात ना, की त्याला अती वापरलं आणि मग ती चार्जिंग संपली, तर मग त्याला त्रास होतो. म्हणजे बॅटरीच नसेल, तर चालेल कसा ना, तसंच आपल्या झोपेचं आहे, की ती जर झोप नसेल, तर आपण कसं काय म्हणतात ना, फंक्शन्स करणार? अ‍ॅक्टिव्हिटी करणार. सेम आपलं
हां. हां. महत्वाची आहे. हो, हो. अगदी, हो. समर्पक उदाहरण उदाहरणं आहे एकदमच. हं. हो. हां. हो. फंक्शन्स करणार. हो, म्हणजे चार्ज कुठेतरी होणं न म्हणजे गरजेचं आहे. हो.
नक्कीच, नक्कीच. खूप गरजेचं आहे. शांतपणे असं पण आणि असं पण नाही बघा आणि ह्यात पण एक प्रॉब्लेम असतो, की जेव्हा आपण फोन चार्जिंगला लावून काही गोष्टी करत असतो, तर मला तर वाटतं ते खूप चुकीचं आहे. त्यामुळे आपल्या बॅटरी हेल्थवर पण फायदा, म्हणजे म्हणू शकतो ना, की फायदा होत नाही तिथे. बॅटरी हेल्थ पण खराब होते. अ, म्हणजे त्या चार्जिंगला लावल्यामुळे आणि मग आपल्याला पण म्हणजे त्रास होतो. ते व्हायब्रेशन्स असतात, रेज असतात किंवा म्हणतात ना, इलेक्ट्रिक अ, ज्या तारा असतात, त्यादेखील आपल्या अंगात जाऊ शकतात असं आहे आणि मग त्याचा एकंदरीत आपल्याला, बघा कुठे आपण हात लावला इलेक्ट्रिक इलेक्ट्रिकच्या ठिकाणी, तर आपल्याला शॉक बसल्यासारखं वाटतं. मग एकंदरीत त्याचा काहीतरी म्हणतात ना, एक दुष्परिणाम वेव्हज येस, येस.
हां. हां. हो. हो. हो, हो, हो. वेव्हज अ, तयार होतात. हां, मग त्याचा काहीतरी मग गंभीर परिणाम होऊ शकतो. म्हणजे, हां.
नक्कीच, तर मला तर वाटतं, की अशा गोष्टी तुम्ही करू नका. ओ आणि पण आपण ऐकलंच असाल, की जसं मोबाईलवर चार्जर लावल्यामुळे लोकांचे मृत्यू झालेत कारण का ते फोनवर बोलतात आणि मग तो फोन फुटतो आणि मग एकंदरीत त्रास होतो सगळं. आणि मग ते म्हणतात ना, तर मला तर वाटतं चुकीच्या आहेत गोष्टी तर यादेखील तुम्ही करू नका. आणि एकंदरीत मला तर वाटते, की म्हणजे अ, जर तुमच्याकडे फोनला जर आपल्या गरज पडत असेल, तर मग आपण तर एकदम माणूस आहोत हाडामासाचे आणि मग ते सगळं टायमिंग चुकलं, तर मला तर वाटते खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून नियमित झोप आणि झोपेची वेळ, ही निय म्हणजे एक फिक्स असली पाहिजे. हो, हो.
हो. हो, करू नका. हो. हो. झोपेची वेळ हां, नियमित संतुलन ठेवणं आवश्यक आहे. हां. तर तुम्ही झोपेच्या वेळा ठरवताना कोणते नेमके नियम पाळता? म्हणजे फोन बंद करणे किंवा हलकं अन्न घेणे या याबद्दल काही सांगू शकता?